कामावरती संवाद साधणे खूप महत्वाचं असतं. अ, आपण बऱ्याच अ, गोष्टी बोलतो, सांगतो, अ, शेअर करतो. पण किती वेळा असं होतं, अरे काही गोष्टी कळतात खरं बोलू, की नको? खरं सांगू, की नको? बोलायचं कसं? अशा गोष्टी येतात, मग तुम्ही काय करता अशा वेळेला?
आह, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतं हे कसं असते बघा, काम आपण ज्या ठिकाणी करतो, ते आपल्यासाठी एक प्रकारचे मंदिर असते. कारण <chuckles> आपल्याला ज्याप्रकारे तिथूनच सर्व काही गोष्टी मिळतात अ, जसं की पैसा असू जर आपल्याकडं पैसा असेल, तर मला वाटतं आपण अ, एक चांगलं जीवन, आपण सर्व गोष्टी, आपल्याला सुख-सुविधा आणि ज्या काही आपल्याला गोष्टी लागतात, सर्व काही आपल्याला आपण जे कुठून काम करतो आणि जिथून काम करतो, तिथूनच सर्व काही मला भेटतं आहे असं वाटतं आहे. तर <chuckles> निश्चितच मला वाटतं आहे, की आपण ज्या ठिकाणी काम करतो, ते आपल्यासाठी एक मंदिर असतं आणि खरंच आपण कधी मंदिरामध्ये, खोटे बोलू शकत नाहीत किंवा एखादं वाईट गोष्ट करू अ, शकत नाहीत. तर मी देखील त्याच मताप्रमाणे आहे, की मी देखील अ, सर्व लोकांशी प्रामाणिकपणे राहतो. कुणाशीही खोटं बोलत नाही आणि मला वाटतं आहे जर आपण खोटं नाही बोलले, आपण लबाडी नाही केली, जर आपण इतरांना नाही फसवले, तर निश्चितच अ, आपला जो प्रामाणिकपणा आहे, हा कुठेतरी आपल्याला त्या कामावर एका चांगल्या पोझिशनवर नेतो. आणि निश्चित आपल्याला त्या गोष्टीची एक चांगली फळ मिळते असं मला वाटते.
हम्म. बरोबर आहे. हो. नक्कीच, नक्कीच. म्हणजे जेवढं जमेल तेवढं आपण प्रामाणिक वागायलाच पाहिजे, सरळ वागायला पाहिजे, जमेल तेवढं. पण किती वेळा असं होतं ना, की अ, खरं बोललं, की एखाद्याला अ, त्रास होऊ शकतो किंवा आपल्यालाही त्रास बोलू शक शकतो. म्हणजे कधी-कधी आपण म्हणतो ना, अ, एक वेगळ्या पद्धतीने बोललं जातं, सांगितलं जातं, म्हणजे माहिती पण द्यायची असेल, तर म्हणजे खरं बोलणं आणि समजूतदारपण बोलणं, ह्यात थोडासा फरक आहे मला वाटतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
हं, हं, नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा खरं बोलणं आणि समजूतदारपणे बोलणं, अ, नक्कीच आपण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी कामाला असतो, एखाद्या ठिकाणी आपण काम करीत असतो. तर, अशा वेळेस आपल्याला, जे आपली म्हणतात ना, की आपलं जे प्रामाणिकपणा, जे आपली काम करण्याची जी आपली इंटेन्सिटी आहे म्हणा किंवा जे आपली ऊर्जा आहे म्हणा, ती कुठेतरी दाखवावी लागते. तर, निश्चितच मला वाटतं की ज्या ठिकाणी आपण काम करतो, तिथे आपण खरं बोलणे आणि समजूतदारपणे बोलणे हे दोन्ही ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं काही वेळेस कसं असते की नुसतं खरं बोलून चालत नाही. त्यावेळेस आपल्याला आपली समज दाखवा लागती आणि जशी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला एक अ, पारखून म्हणा, त्याप्रकारे एक समजूतदारपणे बोलावं लागतं. तर निश्चित मला वाटतं, की ज्यावेळेस मी देखील ही गोष्ट अ, मानतो की अ, ज्यावेळेस आपण कामावर असतो, त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला अ, अशी परिस्थिती निर्माण होती की त्यावेळेस आपल्याला खरं किंवा खोटं ह्यापैकी कोणती तरी एक गोष्ट चॉईस करावी लागते. निश्चितच मी अ, खोटं बोलणे हे कुठेतरी टाळतो आणि खरं बोलण्यावर जास्त भर देतो. आणि त्यातले त्यात ते खरं कसं आपण समजूतदारपणे पुढच्याला बोलावे ह्याचे देखील कुठेतरी भान अ, बाळगतो. तर, निश्चितच मला वाटतं, की मी कामाच्या ठिकाणी अ, नेहमी समजूतदारपणा आणि जे खरं बोलाणे, हे दोन्ही गोष्टी नेहमीच करीत असतो.
हं, हं. मग तुम्ही असं अ, जे आहे आपल्याला एखादी गोष्ट कळते, की ही महत्त्वाची आहे. पण एखादी अ, गोष्ट सांगायला अ, तुम्ही असं काही बघता का? मग एखाद्याचा मूड बघता का? किंवा ते एक एखाद्याची वे म्हणजे वेळ वगैरे चांगली आहे का? असं काही बघून बोलायचा प्रयत्न करता का?
अ, <chuckles> अगदी बरोबर. कारण पहा, मी काय करतो, की अ, आता एखादा आपल्याला मालकाला म्हणा किंवा मग आपले जे कोणी अ, बॉस आहेत, ह्यांना जर आपल्याला एखादी गोष्ट खरी सांगायची. तर नक्कीच अ, मला वाटतंय काही वेळेस काही गोष्टीही वाईट असतात किंवा मग ते सांगितल्यानंतर जे आपले मालक आहेत, जे आपले बॉस आहेत तर कुठेतरी त्यांना रागदेखील येऊ शकतो. तर अ, नक्कीच मला वाटतंय, अशा वेळेस मी कुठेतरी त्यांचा मूड पाहतो, की तिथली परिस्थिति हाताळतो आणि मग त्यानंतर जे मला योग्य टाईम जे अ, वाटेल, त्यावेळेस तिथे जाऊन, मी त्यांच्याशी ती गोष्ट अ, बोलतो. तर निश्चित मला वाटतंय, जर अ, आपल्या बॉसचा एखादा समजा, त्याला एखाद्या कामाचं जर टेन्शन असलं तर निश्चित मला वाटतंय अशा वेळेस आपण ती गोष्ट त्यांना शेअर करू नये किंवा मग त्यांना सांगू नये. अ, निश्चितच जर त्यांचा मूड चांगला असेल, सर्व गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असत्याल आणि परिस्थिती देखील अ, उत्तम असेल. तर मला वाटतं अशा वेळेस अ, मी त्या परिस्थितीचा फायदा घेऊन अ, जे काही मला खरं सांगायचे आहे किंवा जे काही अ, माझ्या मनामध्ये आहे तर निश्चित अ, मी त्यांचा मूड पाहून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो.
हं. हे उत्तम आहे म्हणजे खरंच अ, महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अ, पण कधी-कधी बघा अ, असंही होतं, की अ, गोष्ट एवढी महत्त्वाची असते आणि म्हणजे म्हणतो ना आपण हळू मृदू वगैरे बोलून समजवायचा प्रयत्न केला. तर त्याला खूप वेळ होऊ शकतो. म्हणजे अ, वेळ निघून जाऊ शकतो, नंतर आपल्यावरच अ, त्याचा भांडं फुटू शकतं. मग एखादी गोष्ट कधी-कधी एकदम तीक्ष्ण बोलावी लागते, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड म्हणतो ना, हे असं आहे आणि त्याचा कदाचित तेव्हासुद्धा फटका बसणार असेल, नंतर तर जा अजून जास्त फटका बसणार असेल, मग अशा गोष्टी कसे बोलतात?
<chuckles> नक्कीच. हं, हं. नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा काही अशा गोष्टी असतात, की आपण अ, काही लोकं असे असतात, की ती गोष्ट फार अशी रेंगाळून, रेंगाळून अ, त्या बॉसला समजून सांगत असतात. परंतु मला वाटतंय, की ह्याबाबत माझं असं मत आहे, की जे आपल्यासोबत झालेलं आहे, जे आपल्याला माहीत आहे, ते आपण डायरेक्ट स्ट्रेट टू द पॉइंट येऊन डायरेक्ट आपण ते त्या बॉसला सांगितलं पाहिजे. नक्कीच मला वाटतंय, की त्यांना काही वेळेसाठी राग येऊ शकतो किंवा मग काही वेळेसाठी त्यांना ती गोष्ट वाईट वाटू शकते. <chuckles> परंतु मला वाटतंय, की त्यांच्यावर जो आपला परिणाम आहे, जो आपली इमेज आहे, हा कुठेतरी सकारात्मक प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो, की त्यांना वाटतंय, की नाही गडे अ, हा व्यक्ती जो आहे, तो स्ट्रेट टू पॉईंट बोलतो, कोणतेही मला घुमून फिरून किंवा मला असं अ, काही खोटेचं खरं सांगून किंवा खऱ्याचं खोटं सांगून, अशा काही गोष्टी सांगत नाहीत. तर निश्चितच मला वाटतं, की कुठेतरी जर आपल्याला आपली इमेज ऑफिसमध्ये झालं किंवा मग ज्या कामाचं आपलं ठिकाण आहे तर तिथे सकारात्मक ठेवायचे असेल तर आपण जास्त त्या गोष्टीला रेंगाळत बसविण्यापेक्षा आपण ती डायरेक्ट स्ट्रेट टू द पॉइंट सांगितली. तर निश्चितच मला वाटतं, की थोड्या वेळासाठी त्याचा आपल्याला नकारात्मक परिणाम दिसू शकतो. परंतु नंतर त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच पडून जातो.
हं, हं. हो. हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हां. हं, हं, हं, हं. बरोबर आहे, बरोबर आहे आणि असं पण कधी करता का, की अ, काहीतरी गोष्ट कळते पण अ, बोलली नाही तरी चालेल तर तुम्ही बोलत नाही, सांगतच नाही म्हणजे अ, काय म्हणतात ना, बोलून अ, त्रास होण्यापेक्षा न बोललेलीच बरी. असं कधी होतं का?
अ, <chuckles> नाही खरंच सांगायचं ना, हं, खरं सांगायचं तर अ, मी खरं बोलतो, की नक्कीच अ, काही अशा गोष्टी असतात की त्या नाही बोललेल्याच चांगल्या असतात. तर अशा ठिकाणी, मी मौनच अ, बाळगण्याचा प्रयत्न करतो. कारण अ, कसं असतंय पहा, प्रत्येक गोष्ट आपण बॉसशी शेअर करावी किंवा मग खरं बोलावं किंवा मग कधी-कधी असं असतं, की जरी आपण खरं बोललं तरी मग ते बॉसला अ, पटत नाही किंवा मग तिचा तो गैरसमज काढतो तर निश्चितच मला वाटतं, की आपण कामाच्या ठिकाणी अ, नक्कीच अशा काही गोष्टी असतात, की त्या नाही शेअर केल्या तरी आपलं काम चलतं न, तर मला देखील असं वाटतं की चलू द्यायला पाहिजे, की आपण अशा ज्या काही गोष्टी आहेत छोट्यामोठ्या, त्या आपण जरी अ, शांत बसून जर आपलं काम धकत असेल तर धकू द्यायला पाहिजे. तर निश्चित अं, माझ्या अनुभवानुसार तरी, मी शक्य जसं ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत, त्या शक्यतो बोलायच्या टाळत असतो.
म्हणजे खोटं नाही बोलत आहात, पण हां. हं, हं. हं, हं. म्हणजे समजा बाजूचे अ, हे पण असतात. अच्छा, अच्छा. म्हणजे असं पण होतं ना, की तुम्हाला दिसतंय की बाजूचे अ, दुसरे सहकारी वगैरे काहीतरी जे करायला हवं आहे. ते करत नाही दिसतंय, काहीतरी चुकीचं होतंय, पण अ, त्या तुम्ही त्यांचे अ, सुपरवायझर वगैरे नाही आहात, तुम्हाला काहीतरी गोष्ट कळली तर तुम्ही सांगता मग अशा गोष्टी?
अ, नक्कीच, नक्कीच. अं, पहा कसं असतंय, की मला वाटतंय, की ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला लोक आहेत. जर अ, आपण त्यांना त्यांच्याकडून होणाऱ्या चुकाचं जर आपण त्यांना निरीक्षण करून सांगितल्या, तर नक्कीच कुठेतरी जी आपली सकारात्मक इमेज आहे किंवा जी आपली प्रतिमा आहे, ती त्या लोकांच्या मनामध्ये आपला कुठेतरी ठसा उमटवत असते. नक्कीच मला वाटतंय, की काय लोकाला जर आपण चुका सांगितल्या, तर त्या व्यक्तींला राग येतो, त्यांना वाटतंय की हा माझा छोट्या-छोट्या चुकांवर लक्ष देत आहे. अ, मला वाटतंय की आपण अशा व्यक्तींपासून, दूर राहायला पाहिजे, परंतु जो आपले जवळचे मित्र आहेत. जे आपले जवळ काम करीत आहेत, तर आपण अशा लोकांच्या छोट्या-छोट्या होणाऱ्या चुका, त्यांना समजवून सांगायला पाहिजेत, की जेणेकरून अ, बॉ अगदी बॉस देखील असला, तर मला वाटतं त्यांच्या देखील आपण चुका सांगायला पाहिजेत, की जेणेकरून त्या चुका त्यांना वेळीच अ, स अ, कळतील आणि ते त्या चुकावर काम करून, त्या चुका भविष्यामध्ये कशा होणार नाहीत या दृष्टीकोनातून काम करतील. तर नक्कीच मला असं वाटतंय, की आपण आपल्या बॉस असू किंवा आपल्या जवळचे अ, व्यक्ती असू किंवा मग आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथले कोणी असू, आपण ह्यांना त्यांच्या चुका समजून सांगाव्यात, की जेणेकरून त्या चुका ते पुन्हा करू नयेत. तर निश्चित मी देखील तसाच प्रयत्न करतो आणि आजूबाजूला होणाऱ्या चुकांवर बारकाईनं निरीक्षण करून, त्या व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न दे नक्कीच करीत असतो.
हं, हं. हो, हो. हां, हां. सावरता येईल किंवा दुरुस्त करता येईल. बरोबर. बरोबर आहे हं, हं. आणि मॅनेजमेंट किंवा अ, म्हणजे जे वरचे आहेत, अ, मॅनेजमेंट वगैरे, सीनियर आहेत. किंवा आपल्याबरोबरचे ज्युनियरपण आहेत, पण ते वयाने मोठे आहेत. अशांशी तुम्ही कसा संवाद करता?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, कसं असतंय, पहा, ज्या ठिकाणी आपण काम करतो, त्या ठिकाणी आपल्याला सीनियर देखील असतात, ज्युनियर देखील असतात. परंतु मी जो आहे ना, ते असं मध्यस्थानी राहून काम करीत असतो. अ, मी जास्त सीनियरच्याच चू हे करीत नाही किंवा मग ज्युनियर. मला वाटतंय, की आपण जर सत्य आहोत, आपण कामाच्या ठिकाणी जर खरं बोलत असलो, जर आपण प्रत्येक काम परफेक्ट करीत असलो तर मला वाटतं, सीनियर आणि ज्युनियर अ, ह्या दोघांवरही आपला एक सकारात्मक प्रभाव पडतो. तर निश्चितच, मी देखील तसंच करतो, की कामाच्या ठिकाणी, जो काय मला काम मिळेल किंवा जी काय माझी पोझिशन आहे, तिला कशाप्रकारे चांगल्या प्रकारे हाताळता येईल, सर्व लोकांशी कसं खरं बोलता येईल व अं, कमीत-कमी असं खोटं बोल अ, बोलता येईल किंवा मग खोटं बोलायचंच नाही. जी आहे ती सत्य परिस्थिती आहे. जर तुम्हाला पटलं तर तुम्ही माझ्यासोबत काम करा किंवा करू नका. मला वाटतंय तर जर आपण स्ट्रेट टू द पॉइंट राहिलोत, सत्य परिस्थिती अ, बघून आपण जर बोललो तर निश्चितच मला वाटतंय, ह्याचा जो सकारात्मक प्रभाव आहे, ते ज्युनियर आणि सीनियर ह्या दोघांवर बी पडेल आणि निश्चितच ते देखील आपली प्रशंसा करतील.
हं, बरोबर. हो, हो, नक्की. एक अ, थोडक्यात अ, की अ, म्हणजे एकंदरीत मग कामाच्या ठिकाणी कसं बोलायचं?
अ, <chuckles> नक्कीच. अ, मला वाटतंय, की कामाच्या ठिकाणी आपण खरंच बोललं पाहिजे. जर आपण खरं बोलतो तरच मला वाटतंय कुठेतरी अं, आपली जी सकारात्मक इमेज आहे ती लोकांमध्ये राहील. आणि जर लोकांमध्ये आपली सकारात्मक इमेज राहिली, तर नक्कीच मला वाटत, की अजून सारे लोक आपल्याशी जुळतील. आपल्याकडून काम करून घ्यायची त्यांची देखील इच्छा होईल. आणि नक्कीच त्याचा आपला कुठेतरी जे म्हणतात ना, की अ, आपलं जे प अ, बढोतरी होणं किंवा मग आपल्याला प्रमोशन भेटणं. इतर साऱ्या गोष्टी देखील आपल्याला कमी वेळेत अ, जास्त मिळतील. तर नक्कीच मला वाटतं, की कामाच्या ठिकाणी आपण खरं बोललं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला आपण स्ट्रेट टू द पॉईंट ठेवूनच, ती गोष्ट आपण खऱ्या प गो प्रमाणे केली पाहिजे. तर निश्चित मला वाटतं, की कामाच्या ठिकाणी आपण खरं बोलले पाहिजे.
ओ! हं. हो. नक्कीच, नक्कीच. सत्यमेव जयते त्याप्रमाणे तुम्ही स सगळंच अ, व्यवस्थित जे खरं आहे, त्यात ताकद आहे वेगळीच. अ, तसंच आपण राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. अ, तुम्ही गोष्टी या सर्व गोष्टी माझ्याशी शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पुन्हा भेटू.
<chuckles> नक्कीच. नक्कीच, नक्कीच. मला देखील आपल्याशी बोलून खूप छान वाटलं चालेल. चालेल भेटूया पुन्हा एकदा. ठीक आहे. धन्यवाद.